अगदीच अ, कसं झालं होतं माहिती आहे का, की मी प्रॅक्टिस वगैरे करायचो तिथे आणि नवीन व्यक्तीला लवकर असं मोठी संधी कोणीच देत नाही. तुम्हाला छोटे-छोटे रोल्स करावे लागतात. छोटे-छोटे करत-करतच त्यानंतर मग अ, मोठे रोल देतात. डायरेक्ट कोणी तुम्हाला असं देत नाही. तर मी तिथे बॅकस्टेज करायचो. कधी ते शिकतच राहायचो. मग कुठेतरी 1 एंट्री, मग एक अ, असं नाटक होतं ज्याच्यामध्ये माझा रोल थोडा मोठा होता. म्हणजे मला डायलॉग्स होते. म्हणजे फ फक्त 1-2 डायलॉग नव्हते, बऱ्यापैकी होते आणि हे जे माझे डायलॉग्स होते, त्या डायलॉगवर पहिल्यांदा माझा जेव्हा डायलॉग तो झाला आणि अ, जे बोलतात ना, की अ, नाटकगृहामध्ये जे प्रेक्षक ब बसले होते आणि त्यांनी ज्या जेव्हा त्या डायलॉगला जेव्हा त्यांनी क्लॅप केलं, टाळ्या मला असं झालं की वाव! म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा तो जो मोमेंट होता ना, की अ, एक मी कुठलातरी माझ्या सीन केले होते. पण हा 1ला सीन असा मोठा रोल आला थोडासा, डायलॉग्स आले आणि आपल्या डायलॉगला अप्रिसिएशन आलं. तिथून मग कसं ना, की एक होतं, की तुम्हाला कोणीतरी एक थोडंसं काय बोलतात ना, एक थोडं तुमच्यावर प्रेम दाखवतं हां, आणि मग त्यानंतर मग मला कुठेतरी आणखीन काय मी करू शकतो, आणखीन काय? मग ती एक्साइटमेंट अरे वाह! मग ते टाळ्या ज्या हव्या-हव्या त्या वाटतात. येस, येस, येस.
हं. हो ना. हां. बरोबर. हां. बरोबर. हं, हं. बरोबर. अरे वाह! हां. हां. बरोबर, हां. हं. स्वीकारला आहे. हां, बरोबर. म्हणजे प्रेरणा तुम्हाला एका प्रकारे भेटली. हां, तुम्हाला एक प्रेरणा भेटली त्या मोमेंटपासून आणि जसं तुम्ही म्हटलं, की तुमच्या कलाला स्वीकारल्या गेलं आणि तुमच्या कलाला ओळखल्या गेलं. त्यामुळे तुम्हाला अजून प्रेरणा तुमची वाढली त्यामध्ये. तर ही जी आवड जी तुम्ही सांगितली ना, जी सुरुवात झाली, ती तुम्हाला वाटते का कुठे ना कुठेतरी तुमच्या घरच्यांचा, तुम्हाला साथ मिळाला किंवा तुमचे घरचे तुम्हाला प्रोत्साहित करत होते, का शाळेपासून ही सुरुवात झाली? का फक्त असं काही बॅकग्राऊंड नव्हतं आणि तुम्हाला स्वतःहूनच ही म्हणजे कला तुम्हाला सापडली, की हां, म्हणजे मी जरा वेगळा आहे आणि मला हे करायचं आहे. असं मग झालं का कधी?
हं, हं. अगदीच. येस. हं, हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.

ही, बघा काय आहे ना, की अ, मी अ लहानपणापासून थोडं घरातला कॅरेक्टरचं होतो. म्हणजे कसं असायचं ना, की अ, कुठेही काय असलं ना, "जा बाबू नाच तू. जा नाच." मला असं आहे ना कुठेही काही लावलं ना, तर नाचायला सांगायचे आणि ,असे डायलॉग वगैरे एकदम, या ढीशूम ढीशूम ते असं असायचं ना लहानपणी. तर मग तशा गोष्टी आहे ना मला हां, बॉलिवूड फिल्मी. तर घरचे मला ते नेहमी करायला सांगायचे आणि मग त्यानंतर कसं होतं, की स्कूल्समध्ये मग ते पार्टिसिपेट वगैरे करणं आहे ना. अ, पहिल्या अ, स्कूलच्या एका नाटकामध्ये जे थीम असतात ना, मुलांना झाड बनवतात, काय बनवतात. मी कधी झाड नाही झालो होतो. बट हां, मला असं वीक लावून ते
<chuckles> <chuckles> अरे वाह! हो, हो. एकदम बॉलिवूड फिल्मी हां. अरे वाह! हम्म, हं. बरोबर. <giggles>
कृष्णा बनवलेला मला आजही आठवतं आणि मला काहीतरी एक डायलॉग्स नाही आठवत. पण तिथून कुठेतरी असं झालं ना मग मी ते पार्टिसिपंट्स होतो, स्कूलमध्ये ही होतं. कॉलेजमध्येही होतं. कुठ कुठल्या ना कुठल्या एक्टिव्हिटीमध्ये. ड्रामा असो किंवा मग काय बोलतात अं, अ, त्याला डान्स वगैरे असो तर असं होतो मी एक्टिव्ह. स्टेज फिअर नव्हता.
हो. हो. हो, हो. हां. म्हणजे प्रोत्साहन, हां. हां, म्हणजे घरापासून तुम्हाला हे हां. तुम्हाला हे प्रोत्साहन तुम्हाला घरापासून तुम्हाला, भेटलं.
हां, स्टेज फिअर नव्हता मला. हां, पण असं नव्हतं वाटलं कि मी कधीतरी हां. कधीतरी असं बनेल. कधीतरी माझ्यामध्ये एक एक्टर आहे, हे कधी नाही वाटलं होतं. बट ते बोलतात ना, कि कदाचित ते लहानपणीच्या गोष्टी हं, हं.
हं. छान. म्हणजे किती सुंदर गोष्ट. हां. किती सुंदर गोष्टी म्हणजे तुम्ही सांगितल्या की घरापासून म्हणजे, घरच्यांमुळे तुम्हाला हे पहिल्यापासून तुम्हाला ही मोकळी सूट तुम्हाला दिल्या गेलेली आहे. आणि मग तिथून तुम्हाला ओळखता आलं. पण आज जेव्हा तुम्ही विचार करता. की जेव्हा आज तुम्हाला कुठलं नाटक करायचं आहे किंवा कुठली कला करायची आहे, तर ते पूर्ण हरवण्यासाठी, तुम्हाला त्या माइंडसेटमध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला काही असा खास वेळ लागतो का? एखादी जागा असली पाहिजे किंवा एखादा रिच्युअल आहे का जे तुम्ही फॉलो करता? एखादा रूटीन आहे का? की ज्यामध्ये तुम्हाला वाटत, की आता मी आलो एकदम फॉर्ममध्ये.
हं. हं. हं. हं, हं. येस.

इतकं मला वाटत होतं आणि सर्व सुरळीत चालू होतं. नवीन-नवीन कॉलेजमध्ये करायला लागलो, शोज मिळायला लागले, रॅम्पवॉक वगैरे करायला लागलो. पण एक दिवस असं आलं ना, की अ, मला असं जे आमचे अ, जे अ, ऑर्गनायझर होते त्यांनी सांगितलं की आपल्याला दुबईचा एक अ, इव्हेंट भेटतोय आणि आपल्याला हां तर तिथे जायचं. पण तिथे जो ऑफर तर त्यांनी त्यांनी मला सांगितलं.
हां. हं. हं. अरे वाह! बरोबर. ऑफर आला आहे, हां. हं, छान.
की असं, असं असेल, हे ते असेल, आपल्याला ह्या-ह्या लोकांना भेटावं लागेल आणि तुला कोणा-कोणासोबत तिथे म्हणजे मुलांसोबत किंवा माणसांसोबत जास्तीत जास्त वेळ म्हणजे ते थोडं कुठेतरी अ, बोलतात ना नैसर्गिक गोष्टीच्या बाहेर अ, होतं. म्हणजे ते कसं आहे ना, की तुमची जेव्हा वॉक वगैरे करतात ना, ते तुम्हाला कुठेही हात वगैरे लावतात. माणसं माणसाला हात लावतात आणि तो जो प्रकार होता ना, एक असं काहीतरी इन्सिडंट घडायच्या आधीच तो मी ती क्विट करून टाकलं. मला असं झालं की नाही. हे, हे माझ्याकडुन नाही, हे माझ्याकडून नाही होणार आणि मग त्यानंतर मला अस झाल की यार काही तरी अ, छान वाटत होतं. लोकांच्या टाळ्या वाजायच्या जेव्हा वॉक वगैरे करायचो ऍप्रिसिएशन यायचं. तर माझ्या मित्रांनी सांगितलं की "अरे मग तू अस जर काही करायचं आहे तर मग नाटक बघ तुला जर आवड असेल तर, ट्राय करून बघ." मग तसं माझ नाटकमध्ये प्रयोग प्रवेश म्हणजे प्रवेश झाला. काही ग्रुप्सला भेटलो आणि तिथून कुठे तरी एक सुरुवात झाली आयुष्याची.
बरोबर, हां. हं. अच्छा. अच्छा. बरोबर, हां. ती फील्ड सोडली तुम्ही. बरोबर. हं. हं. बरोबर, हां. अरे वाह! हं.